अ, हो. मी ना असंच अ, मी म्हटलेलं, की "चला सगळीजण व्यवसाय करत आहेत, तर मी ही का नको करू? मी ही करून बघते. म्हणजे माझंही काहीतरी होईल. मी पण असंच रील्स वगैरे टाकेन. सगळं सक्सेसफुल होईल. काय बाबा ही लोकं आजकाल असे काहीही टाकतात अ, आणि मग असं काहीही टाकल्यावरती त्यांना सक्सेस मिळतं. व व्हिडिओ व्हायरल जाते आणि मग व्यवसाय सुरू होतो आणि समोरून ऑर्डर्स मिळाय मिळायला सुरुवात होते." तर त्याच पद्धतीने ना
हं, हं. हं, हं. हं. बरोबर. बरोबर. म्हणजे डिजिटल मीडियाचं बोलताय का तुम्ही सोशल मीडियावर? अच्छा. हां, हां. ओके.
हं, हं, हां, हां. सो हे सुरुवात अ, हे बघितलं होतं मी. तर मलाही इच्छा झालेली आहे की मी पण स्वतःचं काहीतरी करू. नोकरी तर करतेच आहे म्हणा. पण त्याच्याने तेवढा इन्कम येत नाहीये किंवा तेवढं बोलतात ना मला जे अचीव्ह करायचंय ते नाही होऊ शकत. मला जर घर घ्यायचंय
हं, हं. हां, हां. म्हणून एक सेकंड सोर्स ऑफ इन्कम तुम्ही बघत होतात?
हां. मग मी म्हटलं चला पार्ट टाईम काहीतरी करूया. स्वतःचं काहीतरी अ, सुरु करूया जेणेकरून आपण नोकरी करतोय त्याच्यातून फायनान्शियल जे आहे, ते आपल्याला उभं करता येईल आणि नोक नोकरीसोबत आपलं स्वतःचं काहीतरी होईल, व्यवसाय सुरू होईल.
बरोबर. अगदीच, अगदीच. हं, हं, हं.
तर म्हटलं, चला सुरु करूया आणि मग मी
हं.
ते असतं ना अ, मॅक्रम, मॅक्रमचे जे म्हणजे अ, वूल वूल असते एखादी प्रकारची आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या आत्ता ज्या नवीन ट्रेंडिंगमध्ये पर्सेस चालू आहेत किंवा वेगवेगळ्या मॉडेल्स चालू आहेत कार्टून्सचे बघा. हां, ते असेल किंवा हेअर क्लिप्स असतील किंवा बेल्ट असतील. तसंच ते त्या वूल वूलचेना बनवायचा विचार केला. म्हटलं "चला."
हं. हो, हो. समजलं. येस, येस, येस. हां, हां, हां. आलं लक्षात. हां. हां, हां. अच्छा. हां, हां.

मला स्वतःला वेबसाईट बनवता तर येत होती. तर मी म्हंटलं मी वेबसाईट बनवेन अशी-अशी आणि असे मी पर्स तर 3-4 बनवले हां. त्याच त्याला गेले म्हणजे 1 महिना मे बी कमी थोडे दिवस पण 1 महिन्यापर्यंत धरून चालूया कारण की रोज घरी आल्यानंतर हे करत होती ना, काम सो ते रोज व हां, ते रोज वि विणणं, सगळं काही करणं त्याच्यामध्ये 4, 4 पर्स झाल्या. 1 मॉडेल बनवलेला.
बरोबर. हं, हं. अच्छा. राइट, राइट, राइट.
टेडीबिअर सारखा तर ते एक बनवलं आणि मी म्हंटल असंच मी करत जाईन आणि लोकं पोस्ट करीन व्हिडिओ वगैरे व्हायरल होतील आणि मग अ, त्याच्यातून ऑर्डर मिळेल आणि मग मी सुरू करीन ना, माझं काहीतरी. सो मी तसं करायला गेली. ते मी माझं वेबसाईट तर रेडी केलं. सगळं काही मी बनवलं. हं
अच्छा. बरोबर. हो, हो. बरोबर. बरोबर. मग? पुढे?
आणि मग अ, मग ना, ती करायला जाताना ना, नंतर पर्स वगैरे करायला जाताना ना, खूप अ, वेळ जायला लागला आणि त्याच्यामध्ये मेहनत इतकी आहे ना, ती बोटं वगैरे दुखायला लागली कारण की 2-2 3-3 तास कंटिन्यू बसून जर तुम्ही नाही केलं ना, तर ते लवकर पूर्ण होणार नाही आणि कसं असतं ऑर्डर जेव्हा मिळायला सुरुवात होते तेव्हा सिंगल 1 ऑर्डर म्हणा किंवा 2 ऑर्डर असं नाही मिळत. खूप लोकं बघतात ना, एकाच वेळेला तर ऑर्डर खूप साऱ्या एका वेळेला तुम्हाला खूप सारे ऑर्डर येणार आणि मग
अच्छा. हां. अच्छा. हां, हां. बरोबर, हां, हां, हां. अगदीच, अगदीच. हां, हां.
तुम्हाला ते 10 ते 15 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला डिस्पॅच तर करायचंय. त्यासाठी तुम्हाला मेहनत तर करावी लागणार आणि मी बघते, की अ, व्हिडिओ वगैरे टाकले, हं. सगळं झालं. पण माझी काही व्हिडिओ व्हायरल होईना. कारण की नवीनच अकाउंट आणि मला ते कळेना की कशाप्रकारे काय केल्याने ती व्हिडिओ व्हायरल होते वगैरे. तर ते नॉलेज नसल्यामुळे ते तर पुढे होत नव्हतं.
हां, हां. बरोबर. मग तुमच्याशी कोणी तु अ, तुलना करत होतं का? त्या गोष्टीत असंही झालं होतं, तेव्हा?
हं, हं, हं. अ, मी सरांशी तुलना करत होते, की बाबा ह्या लोकांनी असं कारण मी अ, खूप लोकांकडून बघितलेलं की त्या लोकांनी पण स्वतःचा असाच बिझनेस सुरू केला आणि त्यांचेही अ, त्यांना ऑर्डर्स मिळत होते. ते टाकतात ना, की बघा, बघा आमचे आज इतके ऑर्डर्स गेले. आज मी इतकं डिस्पॅच
हां. बरोबर. बरोबर. हं, मग तुम्ही काय केलं आजची सुटका यातून निघण्यासाठी मग? काय पर्याय घेतले?
तर मी त्यांच्या हं.

येस, येस.
उगाच मेहनत घेतोय. दिवसाचे 10-12 तास काम करतोय आणि मग फळ काय? काहीच नाही. मानसिक तणाव हाच हातात येतो हां. ते मे अ, मेंटली प्रेशर जो आहे तो कमी करा. म्हणजे ते कुठेतरी अ, चांगला विचार करा. घरालाही वेळ द्या. जेणेकरून ना म्हणजे दोन्ही बॅलन्स राहील. कामही कराल प्लस तुमचे मेंटल जे मानसिक आरोग्य आहे ना तेही जरा ताब्यात राहील हं. म्हणजे जरा दुसऱ्यांना वेळ दिला, जरा फ्रेश वातावरणात गेलात, एक खाली राउंड-बिउंड मारून आलात, चांगलं अन्न खाल्लत ना, तर ऊर्जा मिळते अजून काम करायला. ते मेहनत करायला काम हं, बाहेर या. हो.
हं, हं. हं, हं. हं, हं. हं. अ, जे आहे ना ते हं, हं. अगदीच, हं. हं, हं. म्हणजे एक निगेटिव्ह वातावरणातून बाहेर निघून पॉझिटिव्हिटीकडे गेलो पाहिजे आपण. आणि मग ते साधन कसं काहीही असू शकतं ना. म्हणजे थोडं फिरणं, मित्रांबरोबर जाणं, आपल्या आवडीच्या गोष्टी करणं.
अगदी खरं. हं, हां. हो, गप्पा मारणं. कधी-कधी अ, बोलतात ना आपण जेव्हा घरातच नुसतं रोज जेवत असतो. तेव्हा कधी-कधी कंटाळा येतो रोजच्या रूटीनचा किंवा रोजच्या जेवणाचं जे रुटीन झालंय त्याचं. मग कधी-कधी घरातल्यांना घेऊन बाहेर जा. मस्तपैकी कुठल्यातरी फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये जा. छानपैकी वेगवेगळ्या डिशेस ऑर्डर करा, ते खा. कधी-कधी म्हणतात ना की अ, चांगल्या मूडचं हे की आपण छान-छान अन्न जर खाल्लं, पोटात पोटोबा जर आपला मस्त खुश असेल, तर आपल्याला हं, छान प्रकारे अशी ऊर्जा मिळते की बाबा हां. मला हे काम करायचंय हां, <chuckles> अगदी खरं. मग विचारांना तुलना मिळेल ना की बाबा चला. मला हे करायचंय आता. मग वेगवेगळे विचार करायला मिळेल. तर मग अशा गोष्टी करा, की चला फ्रेश वातावरणात जा, खा, प्या, मजा करा. तेही करा. नुसतं काम, काम, काम, काम करून कोणीही सक्सेसफुल नाही झालंय. <chuckles> हं.
हं, हं. हां. क्या बात है! हो, हो. हं. हं, हं. हो. हं, हं. आधी पोटोबा, मग नोटोबा. असं असतं ना ते. <chuckles> हं, हं. नाही, नाही. हं, हं. हं, हं. क्या बात है! हं, हं. हं, हं हं काम करू नका. क्या बात है! नाही खरंच अ, खूप सुंदर अशी माहिती दिली आहे आणि काय-काय गोष्टी केल्या पाहिजे. असंही तू म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही सांगितल ना खरंच खूप छान होतं. अ, नक्कीच मला तुमच्याशी आणखीन विषयावर ही चर्चा करायला आवडेल. तुमचे मनापासून आभार आणि खूप-खूप धन्यवाद.
हो. हो. हं.

हं. काय होतं माहिती आहे का? खूप वेळेला खूप वेळेला असं होतं, की जेव्हा स्वतः स्वतःकडून अपेक्षा करायला लागतो, की बाबा हां, त्याने केलं तर आपल्याला पण करायचं आहे. मग आपण ना अजून जोरदार त्या कामाला सुरुवात करतो. पण अ, त्याचं पुढे काय, कशा पद्धतीने करायचं आहे, ह्याचा जो वेळ द्यायचा असतो ना तर की त्याला की सगळी प्लॅनिंग करायची, की कशा पद्धतीने काय केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला पुढचा सक्सेस मिळेल. तो टाईम नाही देत आपण. ते घाई-घाई करायला सुरुवात करतो, की नाही मला ते अचीव्ह करायचंय आणि कसं करायचंय काय करायचंय. मग खूप वेळेला ना डोकं नाही चालत. आणि मग आपण गधा मजदुरीसारखं ना काम करायला सुरुवात करतो. स्मा त्यावेळेला स्मार्ट वर्क नाही करत. त्यावेळेला गधा मजदुरीची कामं करतो, की बाबा हे पण करायचं ते पण करायचं. हां, आपल्याला ते असं वाटतं, की आपण किती मेहनत करतोय ना? मग आपल्याला सक्सेस ही मिळणार. पण त्यापेक्षा जर स्मार्ट वर्क जसे इतर लोकं करतायेत. किती लोकं कसे बघा लोकांच्या मनाशी खेळतात किंवा लोकांना काय हवंय ते बघतात. आणि त्याच तेच ट्रिगर करतात लोकांना, की बघा तुम्हाला हे हवं आहे, आमच्याकडे हे मिळतंय. आम्ही ह्या किमतीत देऊ किंवा त्या किमतीत देऊ. बघा हे मार्केटमध्ये एवढा महाग मिळतं. हां. हं, हां आणि आपण ना तिथेच कमी पडतो. आपण ते विचारच करायला जात नाही, की कशा पद्धतीने करू शकू. हे जे हार्ड वर्क करतोय, हे जे मेहनत करतोय ना आपण शारीरिक ती कुठेतरी कमी केली पाहिजे. आता नवीन-नवीन तंत्रज्ञान आलंय. त्याचा उपयोग करून घेऊया. तर हे ना कधी-कधी विचार नाही करत. आणि मग मेहनत करायला सुरुवात करतो. आणि मग वेड्यासारखं त्याच्यातनं फसून जातो. मग मग पूर्ण गुंफून जातो. आणि मग त्याचा त्रास व्हायला लागतो. कारण की काय होतं, घरच्यांना वेळ देत नाही आपण. कुटुंब कुटुंबापासून थोडं लांब-लांब राहायला लागतो. अ, झोप उडालेली असते. जेवण वेळच्या वेळी होत नाही. हो ना. मग तेच तर मग तो त्रास व्हायला लागतो, की जेवण नाही वेळच्या वेळी योग्य वेळीला झोप नाही आणि मग कामाचं प्रेशर घरच्यांना वेळ देत नाही. घरच्यांच्या पण अपेक्षा असतात ना आपल्याकडून, की अरे, बाबा जरा एक दिवस आराम घे. आम्हाला वेळ दे. तर ते होत नाही ना मग त्याच्यापासून अजून मानसिक तणाव आणि टेन्शन वाढत जातं. आणि मग हे असे त्रास होत जातात. हं.
काय सांगता? हं. बरोबर. बरोबर. हो, हो. हो ना. अगदी. हं. आपण हार्डवर्क जास्त करतो. हो. बरोबर. बरोबर. तर ते स्ट्रॅटेजी लावतात. है ना. प्लॅनिंग, स्ट्रॅटेजीज, मार्केट एनालिसिस करून म्हणजे हां. बरोबर, अगदी बरोबर, हो. हां. हो ना. हं. हं. बरोबर. मग तो त्रास, स्ट्रेस. बरोबर. अगदी, अगदी. <chuckles> हो, हो, हो. हं, हं, हं. हो ना. तर मला सांगा ना, की असं तुमच्या सोबत किंवा असा काही प्रसंग झालाय का, की तुम्ही ही तुलनेच्या सुमारे गेला आहात. आणि तुम्हीही ते प्रॉब्लेम फेस केलात. आणि मग त्यानंतर तुम्ही त्यातून सुटका करायचा प्रयत्न केलाय. आणि काय उपाय केलेत. काही सांगाल का याच्याबद्दल?
हं. हं. हो.